अच्छा मला असं वाटतं अ, एकदम एक तर पाण्याम पाण्यामध्ये फरक पडतो हा बऱ्याचदा, की काही ह्याच्यात अ, नारळाची झाडं समुद्रापासून किती अंतरावर आहेत, याच्यावर पण खोबऱ्याची चव पण बदलते. तशी पाण्या-पाण्यातल्या माशांची चवसुद्धा बदलते. म्हणजे स्वयंपाकात येणारा जो एक वेगळा चव भाग म्हणतो ना आपण, तो अ, जिथे नारळ जेवढा लांब, जेवढा जवळ अ, समुद्रापासून जितका लांब त्यानी सुद्धा त्याच्या ह्याच्यामध्ये, फरक पडतो. तसंच माशाच्या बाबतीत असं होतं गोड्या पाण्यातला मासा वेगळा अ, किंवा अ, खाऱ्या पाण्यातला मासा वेगळा आणि आपल्याकडे हां, तुम तुम्हाला ही आता जाणवलं असेल, की हो, की दोन्हीची चव वेगळी वाटते. तर मग मला असं वाटलं, की अ, साउथ इंडियामध्ये कडीपत्त्याचा खूप जास्ती वापर करतात पदार्थांमध्ये. जेव्हा की गोवा कोकणात आपण माशाच्या बाबतीत कडीपत्ता असं काही, ठरवून वेगळा काही वापरत, नाही वापरत. माश अ, ते माश्याचं अ, साउथ इंडियनमध्ये थोडंसं लोणच्या टाइप म्हणू किंवा तोंडी लावणं, पण खूप जास्ती बनवतात. आपल्यासारखं फ्राय आणि करी. म्हणजे आता मी अगदी टिपिकल फिश खाणारी नसले, तरी जेवढं काही मी खाल्लंय किंवा माझ्या फ सर्कलमध्ये खाताना बघितलंय. तर हे अ, ते लोकं करी आणि फ्राय हे प्रामुख्याने खातात किंवा तिखलं वगैरे अशा प्रकारचं आपण म्हणू. साउथ इंडियामध्ये ते अं, अगदीच म्हणजे करी सारखं तर करतातच. पण मी म्हणलं तसं कडीप भरपूर कडीपत्त्यामध्ये घालून, त्याच्यावरती तळलं जातं. काही लोणच्यांसारखी तोंडी लावणी केली जातात. आह आणि अ, अ, एकूणच अ, वापर क दोन्हीकडे जास्तीच असतो समुद्र किनाऱ्यावरती माशाचा. पण तुम्ही म्हणताय तसं उप हे मात्र असतं. वेगळेपण आणि जाणवणाऱ्या गोष्टी मात्र नक्की असतात.
हं. बरोबर. हं, हं. हं. हो. हां. हां, हां. हं. हं. हं. हो, हो, हो, हो. खाऱ्या पाण्याचा. राइट, राइट. हं. हं, हं. हं, हं, हं. हो, हो. अगदीच वाटते. हं. बरोबर. हो, हो. आहे नाही. नाही, बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं. हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. बरोबर. हो, हो. हं, हं राइट.

क्या बात है! क्या बात है! सो मग अ, कसा होता तुमचा तो अनुभव? कारण, की असंही असतं का, की जसं तुम्ही सांगितलं, की अ, 2 वेगवेगळ्या पद्धती. मग तिथे त्या मातीला ती वेगळी चव असते, त्या पाण्याची चव किंवा मग तिथे उगवणाऱ्या ज्या गोष्टी आणि मग ते वेगवेगळ्या जागेचं सारं सेम एखादं फूड तुमच्या समोर येतो, तर मग ते एक विलक्षणच असतं. चव त्याची वेगळी असते. हं, हं.
<chuckles> हो. अ हो, हो. हां, अगदी. फ वेगळी असते. खरंच वेगळी असते. म्हणजे भलेही अ, दोन्हीही गुळ जेवणांमध्ये खोबरं, हा जरी एक अ, दोन्हीमधला कॉमन हां, से कॉमन पदार्थ असला, तरी तिथे वापरलं जाणारं, म्हणजे एका ठिकाणी त्यांनी हे करतांना नारळाचं तेल वापरलंय. एका ठिकाणी त्यांनी नारळाचं दिल नाही वापरलंय. येट अ, मज्जा अशी असते, की कुठेतरी आपण ना काही लहानपणापासून काही गोष्टी बघत आलेलो असतो किंवा ऐकत आलेलो असतो. सो एक तिथल्या प्रकार म्हणजे त्या भागाची एक आपली, आपली एक अशी विचारसरणी झालेली असते की इथे असं असत असेल, इथे असं-असं असत असेल. सो मला असं कायम वाटतं, की अ, काहीतरी त्याच्याशी अ, त्यांनी फरक पडतो मात्र, हां. म्हणजे आपण असं कुठेतरी इन्क्लाइंड असतो, एखाद्या जेवणाच्या बाबतीत, की हां, म्हणजे हे कर्नाटकी असेल, तर थोडंसं सांबार मसाल्याची चव असेल, मग कुठ कुठेतरी लाल मिरची तर नक्कीच असेल. अ, पण प्रत्येक पदार्थात ती असेलच असं नाही. पण त्याचं वेगळेपण मात्र नक्की जाणवतं. किंवा फिश फिशच्या बाबतीमध्ये अ, जे जे कोणी आधी खात नाहीत, पाहिल्यांदा फिश खातात, तेव्हा त्यांच्या मनात इतक्या गोष्टी असतात, की कसा लागत असेल बरं हा फिश किंवा आपल्याला आवडेल का? किंवा हे अरे! आपण हे इतर वेळेला सांबार तर खाल्लंय, पण सांबारमध्ये फिश. जरा कमी तसंच दिसतंय हे. पण खूप खूपच म्हणजे कधी-कधी मला आश्चर्य वाटतं, की हे अ‍ॅकनॉलेज करायला, की कधी-कधी आपण वि आधीच काहीतरी गोष्टींचे विचार करून ठेवलेले असतात. पण ते पूर्णपणे चुकीचे ठरतात. एखादी गोष्ट अनुभवल्यावर प्रत्यक्ष. सो ती एक मजा वेगळीच असते पुन्हा.
हं. सिमिलर. हं. हं, हं. बरोबर. अगदीच अगदीच. हो, हो, हो. राइट. हो, हो. हो, हो, हो. अगदीच. बरोबर. <chuckles> बरोबर. राइट. <chuckles> अं, बरोबर, हं. हो, हो. तर मग असं आता जसं आपण बोलतो ना, की आता अं, कोकण जो पट्टा आहे, अ, म्हणजे जो पण समुद्रकिनारा आहे, तर तिथे कसं नारळाची झाडं वगैरे असतात आणि म्हणजे तो पट्ट्यावर फिशिंग खूप जास्त होते. तर मग आता बऱ्याच प्रकारची अ, फिशेस आपण बघतो. जसं आपला फिशचा एक अ, तुम्ही विषय सांगितला. तर मग कसं असतं, की एखादी जागेची सपोज सुरमई पकडूया आपण, तर कोकणात खाणारी ती सुरमई अ, ज्या प्रकारे आपल्या संस्कृतीमध्ये ते बनवतात. अन्न ते जे आपलं अन्न बनवायचा प्रकार आहे. आणि तोच दुसऱ्या बाजूचा जेव्हा असतो, तर मग त्यामध्ये कसा फरक असतो आणि तुम्हाला काय वाटतं, की ते कसं बदलत?
हां. हो. हो. खूप जास्ती. हो. हो, हो. ब बरं. हां. हो, हो. हां.